बघा ना, आपण दैनंदिन आयुष्यामध्ये, काम इतकं वाढत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये भूक आणि वेळ यातील फरकच लोकांना कळत नाहीये, नाही का. मग असं भूक आणि वेळ यामध्ये कसा फरक तुम्ही ओळखता? मला काही सांगाल?
बरोबर. नक्कीच. अ, आजकाल कसं झालंय ना, अ, काही जणं असतात, ती अ, जेवण म्हणजे जगण्यासाठी खातात, नाही का? आणि काहीजण असतात, ते खाण्यासाठी जगतात. बघा म्हणजे, <chuckles>
बरोबर. हो.
हो ना. म्हणजे बघा, आजकाल फास्टफूडचा एवढं ट्रेंड झालंय, त्यांना फक्त म्हणजे पोट तर भरलेलं असतं, पण क्रेविंग्स सॅटिस्फाय करणं, एक नवीन कन्सेप्ट आलाय, नाही का. म्हणजे अ, पोट भरलं आहे माझं पण क्रेव्हिंग होते पिझ्झाची, क्रेव्हिंग होते बर्गरची. अशा कोणत्याही फास्टफूडची. तर अशावेळेस त्यांनी समजायला पाहिजे, भूक म्हणजे काय? आणि वेळ अ, म्हणतो ना आपण, वेळेवर आपण जेवलं पाहिजे. तर ह्याचा कुठेतरी आपल्याला समतोल अ, राखता आला पाहिजे किंवा यामधला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे, असं मला वाटतं.
बरोबर. हं. नक्कीच. मग तुम्हाला कधी असं कळतं, की ती खरंच भूक आहे तुमची? अ, ना की फक्त रोजची जेवायची वेळ आली, तुम्ही हे कसं ठरवता?
नक्कीच, हे बघा, अ, जेव्हा तुम्हाला भूक लागते ना, तर अ, थोडक्यात सांगायचं तर पोटामध्ये कावळे ओरडतात, नाही का? <chuckles> अ, आपल्याला फील होतं पूर्ण, आपण थकवा जाणवतो. म्हणजे असं मन लागत नाही कोणत्या गोष्टीमध्ये. आणि भूक लागली ना अ, माणूस नखरे करत नाही.
हं. हो, हो. बरोबर.
मला हे खायचं नाही, ते खायचं नाही. गपचूप गिळतो, नाही का? जे असेल ते. <chuckles>
हो, ते पण आहे. भुकेच्या पोटी कोणी काहीही खाल् खाईल मग, नाही का?
हो. हो, काहीही खातो, नाही? आणि अ, जेव्हा वेळ असते, भूक आणि वेळ जे आपण बोलत आहे आणि आपलं एक रूटीन असतो बघा, 7- 7ला तुम्ही ब्रेकफास्ट करायचं 7.00 ते 7.30 मध्ये किंवा अ, 1.00 ते 1.30मध्ये तुम्ही जेवण करायचं, किंवा 12.30 ला काही जेवतात नाही का टायमिंगनुसार. मग इव्हनिंगचा स्नॅक्सचा टाईम असतो काहीजणांचा नाईटला. तर मला सांगायचं हे आहे, की तुम्ही वेळेवर जेवलात ना, तर तुम्हाला वेळेवर भूक लागेल, बरोबर?
हं. बरोबर. हं. हं. नक्कीच, बरोबर आहे.
पण अ, अधून-मधून असे चोचले जिभेचे जर पुरवत राहिले तुम्ही अ, जेवलात तुम्ही, बरोबर आहे. पण मधेच स्नॅक्स काही का चिप्स खाल्ले, वेफर्स खाल्ले किंवा अ, कोल्डड्रिंक वगैरे पिलं, तर ह्याने कुठेतरी तुमचं ते अ, रूटीन जो आहे ना, अ, स्टमकचा. म्हणजे आपलं म्हणतात ना जठर-अग्नी जे म्हणतो आपण.
हो.
तो जठराग्नी कुठेतरी मंदावतो मग, म्हणजे आपल्याला भूक लागते ते अ, मग लागत नाही वेळेवर. आणि वेळ झाली तरी काही जण काय करतात, जाऊ द्या आता वेळ झाली ना यार, भूक नाहीये पण जेवून घेतो थोडं, नाही का.
हो, करतात हो नक्कीच.
हम्म, तर तसं तुम्ही करत नका जाऊ. खरंच जर भूक लागली असेल तर तुम्ही जेवा. आणि अ, म्हणतात ना, जर वेळ झाली म्हणून जेवाताल तर मग अपचन होणं, ॲसिडिटी होणं आणि त्रास वाढायला लागतो मग तुमचा. एखाद्या वेळेस ठीक आहे थोडंफार जेवायचं तर अ, जेवू शकता, पण रोज-रोज, रोज-रोज तुम्ही असं भूक नाही म्हणून जेवतो यार, म्हणून, म्हणून असं केलं तर मग ते ॲसिडिटी वगैरे तुम्हाला व्हायला लागतात, मग हेल्थचे,
हं, हं. बरोबर. नक्कीच आणि तुम्हाला त्रास पण होईल.
नक्कीच, त्रास तर होईलच. आणि आपलं ब्लडचं पी-एच लेव्हल असतं बघा, एक म्हणजे अ, ॲसिडिक, ॲसिडिक पी-एच लेव्हल जास्त नाही पाहिजे आपल्या ब्लडमध्ये. थोडं अ, बेसिक किंवा न्यूट्रलकडे पाहिजे. अ, असं म्हणतात, हो. आणि त्यामध्ये पाण्याचाही खूप महत्त्वाचा रोल असतो, म्हणजे पाणी वगैरे तुम्ही व्यवस्थित पीत जा आणि वेळेवर पीत जा आणि,
म्हणजे? हो का? हं, हं.
म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला भूक लागत नाही ना लवकर म्हणजे अ, वेळ झाली पण भूक लागत नाही, अशावेळेस तुम्ही काय करायचं, पाणी खूप प्या तुम्ही म्हणजे पोटभर पाणी प्या. तहान नसली तरी, थोडं पाणी पिल्यानं काय होतं ते डायजेशन अ, हं, डाय डायजेशनमध्ये तुम्हाला हेल्प भेटते. पण पाणी पिऊन तुम्ही बसू नका फक्त, थोडं फिरा इकडं-तिकडं आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला अ, कळेल की तुमचे जे कावळे झोपले होते पोटामध्ये, ते उठता हां उठतात मग ते.
हं. त्याने काय होतं? हां, हां. ते अजून <chuckles> हो नक्कीच, हो. खरंच खूप छान तुम्ही उदाहरणंपण दिले. मग तुमची छोटीशी अशी माझी मला रोजची रूटीन सांगता का? तुम्ही कसं भूक तुम्हाला खरंच लागली आहे का? फक्त टाईमपाससाठी जेवायचे तुम्ही ते कसं ठरवता? थोडी मला रोजची रूटीन सांगा ना, तुमची.
नक्कीच. माझा रोजचा रुटीन असा आहे अ, सकाळी उठलं की अ, मी घरीच काहीतरी बनवतो म्हणजे अ, विशेषतः प्रोटीन इंटेक माझं मला थोडं म्हणतात ना अ, ध्यान द्यावं लागतं. कारण की मी नॉनव्हेज वगैरे खात नाही नाही का, प्युअर वेज अंडा वगैरे पण मी खात नाही, तर त्यामध्ये आणखीनच मला काळजी घ्यावी लागते. तर चेन चना वगैरे मी भिजवतो रात्रीचं आणि मॉर्निंगला खातो किंवा उडदाची डाळ आणि ते पण जास्त क्वांटिटीमध्ये नाही. थोडं-थोडं, जसं ब्रेकफास्ट आपलं होईल तसं खातो आणि ओट्सचं मला 1 शेक मी बनवतो, ते माझं खूप अ, फेवरेट आहे. असं म्हणतात ना की हां, मॉर्निंगला माझा ब्रेकफास्ट असतो ना एकदम अ, छान असा पोटभर मी ब्रेकफास्ट करतो. आणि अ, म्हणतात ना अ, की प्रोटीनचा अ, इंटेक अ, मी अ, हे करतो काळजी घेतो, असं नाही की चना चना भिजवला तर उडद डाळ पण भिजवणार, 1 सोर्स ठेवतो फक्त 1का दिवशी 1 चणा 1 दिवस, हां 1 दिवस उडद डाळ, 1 दिवस ओट्स मी खाणार, म्हणजे शेक पिणार अशाप्रकारे वेग-वेगळे मॉर्निंगचा मी थोडं प्रोटीन घेऊन स्टार्ट करतो. म्हणजे प्रोटीन घेतलं प्लस त्याच्यामध्ये थोडे कार्ब्सपण एड करतो अ, त्यामुळे मला थोडं एनर्जेटिक स्टार्ट दिवसाची भेटते.
हां, हां. हं. उह. हो ना? बरोबर. एका दिवसासाठी 1 सोर्स हो. हो. नक्कीच. नक्कीच, खूप छान रूटीन आहे तुमची. मग अशी शरी शरीरामध्ये असे कोणते संकेत होतात? उदाहरणार्थ ते पोट खडकडणे, चक्कर येणे, चिडचिडापण येणे मग तेव्हा असं वाटतं की हा, आता मला खरी भूक लागलेली आहे असं दाखवतात आणि मग ते कोणते भावनिक किंवा सवयींचे संकेत असतात, मला थोडं सांगाल?
हां. हो. नक्कीच, हे बघा अ, जेव्हा तुम्हाला भूक लागते ना, अ, पोटात जसं म्हटलं कावळे ओरडतात तुमच्या आणि
हो.
पोट खडखड करायला लागतं किंवा अ, म्हणतात ना, एक अ, डोकं तुमचं जे आहे अ, हलकं होतं, खूप म्हणजे तुम्हाला कळत नाही अ, सुधरत नाही बेसिकली. आणि हे लक्षणं चक्कर येते, अगदी बरोबर. आणि लक्ष म्हणतो ना आपण, फोकस होत नाही अ, गोष्टीमध्ये जे काम करतो त्यामध्ये लक्ष नाही लागत. तर अ, ह्यावेळेस अ, हे लक्षणं त्याची आहे की तुमची बॅटरी डाउन आहे बेसिकली नाही का?
हो. चक्कर पण येते कोणा-कोणाला. बरोबर. हो. बरोबर. हो सोप्या शब्दात सांगायचं तर. नक्कीच.
हां. हां एक्झॅक्टली म्हणजे आपण फोन वगैरे चार्ज करतो, तर ते वॉर्निंग देत नाही का, पाच सेक अ, 5% राहिले की टुडूक-टुडूक वाजतं. तर हे चिडचिड होणं म्हणजे किंवा पोट खडखड करणं, डोकं हलकं होणं, हे लक्षणं आहे तुमच्या बॅटरी डाउन होण्याची, मग टाईम टु रिचार्ज नाही का, पुन्हा रिचार्ज करायचं आहे तुम्हाला. आणि रिचार्ज करायचा बेस्ट वे कार्बोहाइड्रेट्स आहे. म्हणजे अ, काही जणं आता घेत नाहीत कार्बोहाइड्रेट्स खात नाहीत आणि अ, कीटो डायटचा 1 ट्रेंड आलाय पण कार्बोहाइड्रेट्सवर तुम्ही हे करा फोकस करा जास्त आणि अ, लिमिटेड खा, असं नाही की पोटभर खा. म्हणजे मिक्सअप पाहिजे तुमचं कार्बोहायड्रेट्स प्लस प्रोटीन पाहिजे नाही का हं प्रोटीनमुळे काय होतं तुम्हाला लवकर भूक लागत नाही, आणि प्रोटीन असं म्हणतात की तुमच्या बॉडीचे मसल्स जे असतात ना, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत प्रोटीन.
हां, हो. <giggles> हां. हं, हं. हो ना? हं. हो का, म्हणजे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट मिक्स जर केलं, तर नक्कीच ती भूक पण आपली मिटली जाईल, नाही का.
हां. हां. भूक पण मिटते, प्लस अ, भूक लवकर लागत पण नाही, प्रोटीन अ, इन्क्लूड केल्यामुळे. आणि कार्बोहायड्रेट्समध्ये अ, तुमची एनर्जीपण अ, तुम्हाला रिगेन होते. पट-पट काम जे करतो दैनंदिन जीवनामध्ये आपण. आणि जे अ, डोकं अ, हलकं वगैरे होत होतं, पोटाच हे होत होतं ना, ते अ, कमी होऊन जातं, लवकर.
हो का? हं, हं, हं, हं. कमी होतं, नक्कीच. मग खूप छान सांगितलं. मग रोजच्या जेवणामध्ये कामाच्या दरम्यान किंवा ट्रॅफिकमध्ये बसलो असताना मे बी वेगवान निर्णय घ्यायचे पडतात, नाही का. खूपच कधी-कधी होतं. मग अशा वेळेला तुम्ही कसे वागतात? तात्पुरती उपाययोजना काय करायची तेव्हा?
बरोबर. नक्कीच. अ, यामध्ये माझी अलरेडी आहे तात्पुरती नाही. तर माझी परमनंटच झाली, ती सवय झाली आता, नाही का.
<chuckles> सांगा ना, मग मला.
हो, तर यामध्ये मी काय करतो, अ, अ, माझ अ, म्हणजे वडिलांचा एक प्रसंग मला आठवतो. अ, म्हणजे मी लहान असताना नाही का, अ, माझे वडील आणि माझे आजोबा, जे आहेत वडिलांचे वडील. त्यांच्यामधला संवाद मला आठवतो बघा ह्याच्यावरच, म्हणजे वडील म्हणायचे माझ्या व अ, आजोबांना हं, की "तुम्ही एवढं वय झालंय," 80-88 वर्ष वय झालं होतं त्यांचं, तरी पण धडधाकट होते. फिरत-फिरत होते, शेतामध्ये काम करायला जायचे. तर माझे वडील म्हणत होते की "माझं एवढं पन्नाशीतमध्ये हातपाय गळतात म्हणतात ना. हा, माझे मला अ, हात म्हणजे हाडं जड झालेत आत्ताच."
काय संवाद? हो सांगा. वा! हो. <chuckles> हो.
<chuckles> पण तुम्ही असं कसं फिरताय एवढं? मग मा अ, माझ्या आजोबांनी त्यांना सांगितलं की "हे बघ, मी सकाळी उठल्या-उठल्या नाही का मला अ, ज अर्धा लिटर दूध लागते." नाही का, दूध ते खूप प्यायचे. प्लस हो आजोबा, हो. आणि गावामध्ये गाय वगैरे असल्यामुळं ते आजोबा स्वतःच दूध काढायचे, स्वतःच बॉईल करायचे, म्हणजे सर्व तेच करायचे. हे त्या वयात पण बरं का, आणि त्यांना आवडायचं नाही की त्यांचं काम कोणी दुसरं करतंय किंवा त्यांच्यावर अशी कीव करतो ना आपण, "अरे म्हातारे झाले." आ रेडीमेट आणून दिलं तर त्यांना पटायचं नाही तसं. म्हणजे स्वतःचं-स्वतः आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अ, "मी काम म्हणजे रेस्ट नाही." त्यांना म्हणायचो, "तुम्ही आराम करा आजोबा झोपा थोडं नाही का." मग ते असं म्हणायचे की
आजोबांना? हो का. हो. बरोबर. हो. हां. बरोबर. आता वय झालं तर म्हणणारच आहे ना.
हो ना, म्हणजे झोपलं तर मी बाजेतच झोपूनच जाईल मग असं ते म्हणायचे. मग काहीतरी माणसाने करत राहायला पाहिजे. "मग तुमचं सिक्रेट काय आहे ह्याचं? दुधावरच आहे का एवढं?" म्हटले वडील. "नाही" म्हटले, मग अ, त्यांनी खिशामध्ये हात घातला
अरे बापरे! हं.
आजोबांनी आणि त्यांनी दाखवले, "हे बघ, माझ्या खिशामध्ये हे असतं नेहमी." खोबर दाखवलं त्यांनी, नाही का? खोबऱ्याची वाटी जे म्हणतो आपण. वाळ वाळलेलं नारळ.
हो का? वाळलेला खोबरा, हो.
हां, येस अ, ते आणि प्लस शेंगदाणे होते आणि गुळाचा खडा, नाही का? तर हे अ, हां. आणि हे मी खातो, जेव्हा-केव्हा मला भूक लागते ते. असं त्यांनी सांगितलं. अच्छा, मग ते प्रसंग मी आजही माझ्या आयुष्यामध्ये आत्मसात करतो. आणि अ, माझ्या वेमध्ये माझे आता खिशामध्ये तर आपण ठेवू शकत नाही. म्हणजे ठेवतो मी, पण ते मला पटत नाही. मला वाटतं हायजेनिक नाहीये, किंवा अ, असं मला वाटतं कधी-कधी. तर अ, मी काय करतो, अ, किंडर जॉयचं 1 चॉकलेट आहे, बघा. त्याच्यासोबत 1 असा बॉक्स येतो, म्हणजे बॉल सारखा असतो तो. आणि ते असं खुलतं, त्याचं झाकण गोल-गोल फिरवल्यावर आणि ते झाकण लावलं ना, असं वाटणार, तर कधी बॉलच आहे प्लास्टिकचा, नाही का? हां, तसे माझ्याकडे 2 बॉल आहेत. एकामध्ये अ, नारळाचे तुकडे असे करून ठेवलेले असतात मी आणि बदाम असतात, काजू असतात. आणि दुसऱ्यामध्ये असतो शेंगदाणे प्लस गुळाचा जो खडा आहे, तो. अ, एक्चुअली खडा नाही, पण अ, मी अ, गुळाचं ते म्हणतात ना पावडर, जॅगरी पावडर मी वापरतो म्हणजे, ते भेटतं रेडीमेड तर आणि त्यामध्ये 1 छोटासा चमचा, नाही का? तर अ, असं माझं असते. म्हणजे केव्हाही मी बाहेर जाईल ना, कुठेही जाऊ, मग ऑफिसला जाईल किंवा म्हणतात ना अ, ट्रॅव्हलिंग करतोय मी, तर एमर्जन्सी स्नॅक्स माझे असतात हे नेहमी अ, हो, बॅगमध्ये.
हां? नाही, बरोबर, हो. हो. हं. हो ना? हं, हं. हो का? अरे वाह! हो, जॅगरी पावडर. हां. हो ना? मग कधी आता तुम्ही तुम्ही मला सांगितले ते किंडर जॉयच्या पॅकेटमध्ये ते तुम्ही ते चॉकलेट जे राहतं, ते वापरतात, नाही का? ते मग तुम्हाला कोणी असं सांगितलं नाही का? "अरे तू किंडर जॉय खातोय? ते इतका लहान आहे?" असं कोणी सांगितलं नाही कधी?
हां. हां, <chuckles> नाही, एक्चुअली त्याची कवरिंग येते ना, ती निघते. ते कव्हर असतं फक्त आणि ट्रान्सपरंट कलरचं, रेड कलरचं बॉलच तुम्हाला वाटेल मग. मग विचारतात काही जण, "अरे, हे कशाचा बॉल आहे?" नाही का, अ, म्हणजे मी सांगतो मग त्यांना खोलून, मग त्यांनाही ते आवडते. "अरे बापरे! म्हणजे चांगली आयडिया आहे, नाही का? मी पण ट्राय करणार." आणि तेच. चॉकलेट वगैरे हं. आणि खूपच मस्त आहे. आणि त्यामध्ये ना अ, अ, असं म्हणजे बसतं पण आणि जास्त स्नॅक्स पण असं अ, 1.5-1.5 किलो म्हणजे किंवा म्हणतात ना अर्धा-अर्धा किलो घेऊन जायची गरज नाही. थोडंफार घेऊन जायचं आपलं, नाही का? आणि एका दिवसासाठी इनफ होतं ते. आणि खराब पण होत नाही. बघा, शेंगदाणे तर असे पण आपण स्टोअर करतो. जॅगरी पावडर पण खराब होत नाही. आणि अ, खोबरं, बदाम वगैरे, काजू हे पण खराब होत नाही, नाही का? तर मस्त खराब होत नाही, लवकर, हो. तर अ, हा माझा 1 सीक्रेट आहे, नाही का, नेहमी एक्टिव्ह आणि अ, एनर्जेटिक राहण्याचा. स्नॅक्स खातो मी.
हां, हां. हां. हो. हं, खरंच. खूप छान आयडिया आहे. हां, बरोबर आहे. बरोबर, जेव्हा भूक लागली हो. हं. कोणत्याच वस्तू खराब होत नाहीत त्यातल्या. हं. स्नॅक्स, नक्कीच. खूप छान सिक्रेट आहे आणि खरंच खूपच सुंदर ते तुम्ही घेऊन पण जात आहे. एका दिवसामध्ये जर ते आपण संपवलंही, तरी खूप चांगलं होईल ते, नाही का? छोटं-छोटं आहे ते. मग वैद्यकीय कारणे जर राहिले किंवा लहान मुलं, वृद्ध लोकं असतील, तर भूक आणि वेळ यामधला फरक ओळखताना काय लक्षात घ्यावे? थोडं सांगा.
येस. हो ना. नक्कीच हो. हे बघा, जे लहान मुलं असतात त्यांना भूक लागते घडी-घडी, घडी-घडी. तर त्यांना एकदाच जेवण देत नका जाऊ तुम्ही, थोडं-थोडं, थोडं-थोडं द्या. म्हणजे चिमणी कसं त्यांच्या पिल्लाला थोडं-थोडं चोचीमध्ये आणून अ, खाऊ घालते, तसं. कारण की त्यांना अ, डायजेशनचे इश्यूज होतात मग. आणि हलकं-हलकं द्या, म्हणजे त्यांची पचनशक्ती एवढी डेव्हलप झालेली नसते, अ, लहान मुलांची. तर त्यांना तसं करू शकता. आणि अ, वैद्यकीय सलाह, जसं तुम्ही म्हटलात, वयस्कर व्यक्ती असतात ना, त्यांना शुगर, बी-पी हां, शुगर, बी-पी वगैरे यांचा त्रास असतो. तर यानुसार तुम्ही अ, तुमचं फूड जे आहे डिझाईन केलं असतं. प्रोसेस्ड शुगर जे असते ती टाळायला पाहिजे अ, ज्यांना शुगर असते. काही-काही जणांना लो शुगर असते, मग त्यांना शुगर खावं लागते अशावेळेस, नाही का? म्हणजे अ, मग अ, नॅचरल शुगरकडे तुमचा जास्त कल असला पाहिजे. जसं खजूर तुम्ही खाऊ शकता, नाही का? आणि खारीक वगैरे तुम्ही खाऊ शकता, जे अ, स्वीट असतं थोडं. आणि खाऊ खोबरं जे म्हणतो ना वाळलेलं, ते पण थोडं स्वीट असतं.
बरोबर. हं, हं. बरोबर. हो, वय वयस्कर व्यक्तींना, हो. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. नक्कीच. तुम्ही आत्ता जे सांगितलं, ते पण खाऊ शकतो आपण. खोबरं, गूळ, शेंगदाणे पण खाऊ शकतो आपण.
येस. एक्झॅक्टली, हं, म्हणजे तुमच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार खा, नाही का? शुगर असेल, नसेल त्याप्रमाणे. हो.
नक्कीच. बरोबर. हो. नक्कीच. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि भेळ अन भूक आणि वेळ यामधला फरक पण तुम्ही नक्कीच खूप छान तऱ्हेने समजावला. खरंच अ, तुमच्याशी बोलून मला खूपच छान वाटलं आणि पुन्हा बोलायला माझं नक्कीच मन होईल. बोलूया आपण. धन्यवाद!
मलाही खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून आणि ह्या सर्व गोष्टी शेअर करून. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात. धन्यवाद!